हां, हां.
उष्णता वाढते, अ, वृद्ध माणसांची लगेच, कारण पचन संस्था मंदावलेली असल्यामुळे उष्णता पटापट वाढते. बऱ्याच जणांना दात नसल्यामुळे ना माउथ अल्सर्स होतात बघा.
हं, हं. हो, ऐकलेलं आहे. बरोबर.
तर अशा वेळेला हे नाचणीचं आंबील दिलं ना, तर हे नॅचरल कुलंट आहे, <chuckles> आपल्या शरीरासाठी.
हं, हं. <laughs> वाह! छानच. नक्की.
तर दात म्हणजे दाताचीही गरज नाही हे पिण्यासाठी आणि पोट पण लगेच भरतं आणि अर्थात पौष्टिक पण भरपूर. तर अशा काही गोष्टी. सूप्स आहेत, जे आपण देऊ शकतो एनीटाईम. पालकाचं सूप आहे, टोमॅटोचं सूप आहे, कॉर्नचं सूप आहे. हे असे वेगवेगळ्या ब्रोकोली मुशरूमचं सूपही खूप सुंदर होतं. तर या अशा वेगवेगळ्या-वेगवेगळ्या गोष्टींचे सूप्स आपण देऊ शकतो.
नक्कीच. हं, हं. नक्कीच. मग अ, म्हणजे अ, छान तुम्ही सांगितल्यात सगळ्या रेसिपीज आणि अगदी पौष्टिकही. अ, तर मला असं एक विचारायला आवडेल, की अ, कसं असतं, की एवढं वय झाल्यावर म्हणजे तो अ, तोपर्यंत त्यांना खूप छान खाण्याची सवय असते. आणि अ, असे जेव्हा बदल होतात, तर तुम्ही काही सांगू शकतात का, की त्यांना अ, कसं समजवावं, की तुम्ही हेच आता खाल्लं पाहिजे, किंवा ती गरज आहे कारण खूप कठीण होतं. असं मला वाटतं.
हं. हां. हो ना. हं. <laughs> हो. खरंच खूप कठीण असतं त्यांच्यासाठी, ते दुसरं बालपण असतं. पण मला असं वाटतं, की अ, त्यांना ना अ, शिकवायला जाऊ नये आपण फार. कारण त्यांना तेही कधीतरी अ, वाईट वाटू शकतं, की मी माझं एवढं वय झालं आणि ही मला सांगते, की मी काय खायचं आणि काय नाही ख्या खायचं. तर मला असं वाटतं त्यांच्यासोबत आपण कसं लहान मुलाने खावं म्हणून, आपण पण त्याच्यासाठी खातो.
हो. हं. <chuckles> बरोबर. हो. हं, हं.
तर वृद्धपण हे दुसरं लहानपण असतं. त्यामुळे आपण पण आपल्या ताटात त्यांच्यासाठी केलेलं खावं. म्हणजे त्यांना वाटत नाही, की आपल्यासाठी काहीतरी वेगळं केलं जात आहे. आता अ, म म्हणजे ते आजारपणाचं फीलिंग आणि ते वृद्धत्वाचं फीलिंग त्यांना येणार नाही. त्यांच्यासोबत आपणही थोडसं ते घेऊन खावं त्यांना कंपनी द्यावी. मग त्यांनाही आनंद मिळतो ते खाण्यात.
हां, वाह! वाह! छान. नक्कीच.